आजकाल शहरामध्ये आपल्याला घरामध्ये जागेची कमतरता फार जाणवते आणि त्यातल्या त्यात आपले रोजचे दिवसेंदिवस शॉपिंग आणि नवीन-नवीन वस्तू घेण्याचं आकर्षण हेही काही थांबत नाही. तर मला असं विचारायचं आहे, की मग घरात जागा कमी असेल तरी व्यवस्थापन कसं करता येईल याच्याबद्दल काही सांगता येईल का?
अ, सगळ्यात मोठी गोष्ट काय असते, ना अ, की अ, घर छोटं असलं ना तर तुम्हाला खूप छान अ, खूप जाणीव असते, की आपल्याला कशी अ, जागेची व्यवस्था करून घ्यायची आहे. तर मग मी तुम्हाला सांगतो मी ना अ, एक छोटासा फ्लॅट होत आहे माझा अ, वन बीएचके तर त्याच्यामध्ये मी राहतो. तर आता त्याच्यामध्ये मी एकटाच असतो आता तर. अ, पण त्याच्यामध्ये असं मला असं वाटतं, की यार खूप छान जागा राहायला पाहिजे. कोणी आलं आई-वडील आले, तर त्यांना वाटायला पाहिजे, की "बॅचलरचा रूम तर नाहीये हा" मग छान गृहस्थाचा रूम आहे असं वाटायला पाहिजे म्हणून मी प्रयत्न करत असतो तर मी हॉलमध्ये सोफा वगैरे लावून ठेवलेला आहे आणि अ, अ, आणि माझ्याकडे एक बाल्कनी आहे. तर मी बाल्कनी पूर्ण खाली ठेवली आहे तिथे प्लांट वगैरे हँगिंगवर लावलेत आणि बाल्कनीची जी रेलिंग असते तिथे प्लांट लावून ठेवलेत हँगिंग करता करून. तर बाल्कनी घाट ठेवली आहे ताकी कुठे काही सामान ठेवायला पडलं तर मग त्या हिशोबाने. आणि एक छोटासा पॉर्च एरिया आहे मतलब किचनच्या पाठीमागे तर तिथे मी वॉशिंग मशीन लावलेली आहे आणि मॉड किचन पण मॉड्युलर केलेलं आहे आणि अ, अ, पहा असं असतं ना, की एक घर छोटं झालं, तर तुम्हाला असं फोल्डिंगचं सामान लागतं, की एक आपल्याकडे एक-दोन फोल्डिंगचे सामान चेअर वगैरे राहायला पाहिजे आणि असं, की टेबल असली फोल्डिंगची तर छा बरं असतं. का की कधी-कधी तुम्हाला काम करायला पडतात घरामध्ये ऑफिस ऑफिसचे या मग काही लॅपटॉप वगैरेवर कामं असतात पर्सनल. तर मग कोणी आलं तर जेवायला त्याला टेबल द्यायला अ, लागते. तर मग मी असा प्रयत्न करतो, की आपल्या घरातमध्ये ना जेव्हा क जागा कमी असली ना तर अ, फोल्डिंगचं सामान जास्त व्हायला पाहिजे. जसं फोल्डिंग चेअर झाला या मग फोल्डिंग टेबल झाला. या मग असं प्र अ, प्रयत्न करा, की असं फर्निचर निर्माण करून घ्या, की जसं सोफा सम सोफा कम बेड असतो. रात्री झोपायला तुम्ही बेड बाहेर काढू शकतात आणि मग नंतर सोफा आतमध्ये गेला तर तो सोफा होतो. तर तुमच्याकडे तेवढी जास्त जागा असते आणि मग कोणी आलं तर तुम्हाला सोयही आसानीने करता येते, की हां ठीक आहे कोणी आलं तर झोपू शकतो. आणि मला असं वाटतं ना, की अ, बेडरूम जो असतो ना त्याच्यामध्ये जास्त आपल्याला अ, काही नाही केलं पाहिजे. फक्त बेड साइड टेबल्स अलमारी वगैरे आणि ड्रेसिंग टेबल अलमारीमध्ये सगळं ड्रेसिंग टेबल इन्क्लूड केला तर तुमची जागा अजून वाचते. नक्की तुम्हाला माहिती हां, तुम्हाला माहिती आहे ना, की अरे यार आपल्याकडे एवढीच जागा आहे आपल्याला ह्याच्यामध्येच जेवढं करुन घ्यायचं ना तेवढं घरात हे एवढंच करायचंय आपल्याला, तर मग त्या हिशोबाने तुम्ही फर्निचर प्लॅन करू शकता तुमचं.
अगदी बरोबर. अरे वाह! अरे वाह! अरे वाह! फारच छान. अगदी बरोबर. बरोबर. हा अगदी बरोबर. अगदी बरोबर सांगितलं पण अ, अशा काही दोन-चार सवयी असतील दोन-चार अशा काही छोट्या टिप्स असतील ना, की जेणेकरून जे आहे ना घरामधली छोटी जागाही थोडीशी जास्त वाटू लागते उदाहरणार्थ आपण जसं फर्निचर करतो किंवा मग भिंती प्रकाश किंवा मग अजून काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज की अ, करण्यात येतात.
मला असं वाटतं ना लोकांनी व्हाईट लाईटच्या जागी ना वॉर्म लाईट लावायला पाहिजे. त्याच्याने तुम्हाला असं वाटतं, की हे घर मतलब स्पेशियस वाटतं खूप छान वाटतं ते आणि अ, कधी-कधी ना घरात जागा करण्याच्या अगोदर ना त्या घरामध्ये स्टॅटिक आणणं गरजेचं असतं. मी एक मुलीसारखं बोलतोय पण मला हे ना असं आवडतं खूप, की अ, आपल्या घरामध्ये एक वाइब यायला पाहिजे, की आपण जेव्हा आले कामावरनं दमून आले तर मस्त एक लाईट चालू केली वॉर्म लाईट आणि मस्त 5 मिनिटं बसलं तर आपल्याला आराम घ्यायला पाहिजे. मग अ, दुसरे टिप्स कसे, की तुम्ही काय करा, की तुमचा जो फर्निचर आहे त्याला असं प्लॅन करून घ्या, की त्याला तुम्हाला आसानीने खसकवता येईल आणि कोणी आलं तर तुम्ही असतं ना आजकाल मुलं असतात. मुलांना काय मूल अ, मित्र आले त्याचे तर मस्त एक अ, पार्टी करता यायला पाहिजे, मस्त खाऊ-पिऊ, मजे करू तर त्यासाठी जागा लागते भरपूर.
अच्छा. अगदी बरोबर. हां, जागा लागते, की बरेच जण आता ग्रुपमध्ये येतात, की मग ते जेणेकरून जागा पाहिजे थोडी.
हो. तर मग हां, हां, तर मग प्रयत्न करा तुमचे जो सोफे असतात ते एवढे सो मतलब एवढे छान असेल, की तुम्ही आसानीने त्याला इथे-तिथे करू शकाल. त्याच्यानंतर ना अ, एक छान टिप्स ही पण देणार आहे, की ती वॉल असते ना जो आपल्या घराची भिंती असतात त्यांना अ, ऑर्गनाइज करून ठेवा म्हणजे काय असं काही पण कुठे पण काही नका लावू त्याच्याने पण तुम्हाला भरलेलं घर वाटतो आणि जेव्हा घर भरलेलं वाटतं ना तेव्हा तुम्हाला असं वाटतं आपल्या घरामध्ये जागा बिलकुल नाहीये. तेव्हा ती जागा आहे तुम्ही फक्त अ, त्याला व्यवस्थित आणि निवडलं नाहीये काय-काय करून घ्यायचं आणि काय-काय लावायचंय. तर प्रयत्न करा की तुम्ही ना असं घर बनवा त्याच्यामध्ये तुम्हाला अ, छानपैकी खूप स्पेस भेटेल कमी अस मी तुम्हाला सांगतो ना माझं घर माझा फ्लॅट खूप छोटा आहे. पण त्याच्यामध्ये मी प्रयत्न करतो, की यार आपल्याला जास्तीत-जास्त जागा भेटायला पाहिजे. तर बाल्कनी खाली ठेवलेली आहे. मग माझे सोफा आहे, 2 सोफा आहे माझ्याकडे एक एक 3 सीटिंग आहे 4 सिटिंग. 4 सिटिंग वाला जो आहे ना त्याच्यामध्ये सोफा कम बेड आहे. तर जसं त्याला उघडू तर जागा जास्त होते आणि मग बंद करायचं तर मग जागा कमी होते. आणि मग मी काय केलेलं आहे ना जो साइड टेबल्स असतात ना हां, एक अजून आहे मी एक अजून अ, वापर केलाय, की जो माझा डोअर असतो ना मेन डोअर त्याच्या पाठीमागे ना मी अ, शू शू रॅक बनवलाय. जो अटॅच आहे त्याच्या गेटबरोबरच अटॅच आहे. त्यामुळे गेट थोडा-फारच खुलतो पण त्याला अगर पूर्ण खोलायचं तर जोडे बाहेर काढायचे आणि त्याला फोल्ड करून द्यायचं. तर तो असा फ्लॅप होतो एकदम. तो मेटलचा असतो ऑनलाइन आलेला आहे तो. तर मी त्याला तसं वापरू शकतो.
अच्छा. अगदी छान आयडिया आहे ही कारण की शक्यतो आता रोजचा आपणच घरात येणार आहे, जाणार आहे. त्याच्यामुळे तर दरवाजाचा आपल्याला माहीत आहे, की किती उघडायचा, किती उघड नाही ठेवायचा. ज्यावेळी
तर एवढं हां. आणि कधी-कधी फर्निचर अ‍ॅडजस्ट करायचं असेल या मग तुम्हाला काही आणायचं असेल, तुम्हाला फ्रिज वगैरे काही आणलं तुम्ही, तर तुम्हाला जागा लागते, तर त्याक्षणी बस, तुम्हाला फोल्ड करायच आहे. जोडे काढा बाहेर आणि फोल्ड करून द्या आणि मग लावा.
ही मस्त कल्पना आहे की नाही कारण, कारण की काय आहे ना, आपलं ते मेन म्हटलं, तर तिथूनच प्रॉब्लेम सुरू होते. घरात एंट्री होती, तर मेन तिथूनच सुरू होती, की बाबा आता ते अ, बुटं, चपला काढण्याची जागा कुठे आणि आपल्याच एवढे असतात, की मग ते पाहुणे-रावळे, जे आपल्याकडे मित्र आलेले आहेत, ते कुठं ठेवतील.
कुठे ठेवायचंय, कुठे ठेवायचंय? हां. ते कुठे ठेवतील, तर मग आपल्या आतमध्ये राहिलं, तर पाहुण्यांचे बाहेर राहिले तरी चालतात.
नाही, अगदी बरोबर. मग कधी-कधी असं होतं, का आता काय आहे ना, की बऱ्याच वस्तू आपण साठवतो, जमा करतो आणि मग असंही काही वेळ येते, की आपल्याला असं वाटतं, की बाबा ही काढून ठेवायची का मग, नाही चला अ, हिला जे कुठेतरी जागा करू, तिथं ठेवून देऊ, नंतर बघू. होतात ना घरामध्ये, की आपण बऱ्याच काही वस्तू विकत घेतो आणि मग त्याच्यानंतर असं वाटतं, आता जागेची कमतरता येते. त्याच्यामुळं असं वाटतं, की आता ही वस्तू बाबा विकून टाकू किंवा देऊन टाकू. नको आता ही घरामध्ये, जागा आटवते किंवा मग असं वाटतं बाबा, नाही चांगली आहे जाऊ द्या. बघू नंतर काहीतरी देऊ कोणाला मग कुठेतरी ठेवून देऊ असं होतं कधी?
अ, अ, मी थोडासा स्पष्टवादी आहे. माझं असं असतं ना, की ती जा अ, ती वस्तूची मला आता 2 वर्षापर्यंत काम नाही येणार ना तर तुम्ही त्याला टा टाकून द्यायची या मग कोणाला देऊन द्या, गरजाळू लोकं असतात. जसं मी तुम्हाला सांगतो माझी आई होती ना माझी आईने मा तिचे भांडे आणले होते आणि माझ्याकडे ठेवले होते, की "हे तुला कामास येणार, हे तुला कामास येणार." आणि ते मला काही कामास येत नव्हते, तर मी आईला बिना सांगता ते भांडे बाहेर करून टाकले.
हं. <chuckles> अरे बाप रे!
ताकी आप आणि मला ती असं ते होतं, आपण तुम्हाला आठ आठवण आहे का? दू दूध घ्यायला चालतो तर स्टीलची एक अ, क केटली येते. त्याच्यामध्ये आपण घेऊन दूध घेऊन ती माझ्या कशाच्या कामाची नाही. मला तेल ठेवायला एक बरणी दिली आईनी, ती माझ्या कशाच्या कामाची नाही. का की तिथे माझ्या किचनमध्ये एवढं आहेच नाही ना काही, गरजच नाही आता ते 2 वर्षानंतर लागणार आहे.
हो. दूध आणता.
तर मग मी प्रयत्न करतो, की नाही जे मी पहिलेच एलिमिनेट करून टाकतो, की नाही मला हे नकोय. त्यामुळे माझ्या घरामध्ये मला असं ना मोकळं घर खूप आवडतं. त्यामुळे मी प्रयत्न करत असतो, की नाही माझ्याकडे हे नको मला, हे असं नकोय मला तर मग आई येते, "अरे भांडी कुठे गेली? म मी तुला बिछाने पाठवले होते कुठे?" "अरे नाहीये बिछाने नको मला बिछाने." ती 2 मॅट्रेस पहिले अशीच अडवून ठेवलेली ती बेडमध्ये असते माझ्या. कोणाला लागलं तर मॅट्रेस आणि अ, रजई काढतो आणि झोपवतो त्याला. तुम्ही या तर सही खरं. तुम्ही येत पण नाही एवढे. तर मग जेव्हा लोक पण नाहीतर तुम्ही त्या हिशोबाने काम करा ना.
<chuckles>
आणि मला असं वाटतं, जसं तुमच्याकडे पाहुणे आले या मग कोणी आलं, तर मस्त टेंट हाउसला फोन लावा, की भाई, 4 सेट पाठवून दे.
अगदी बरोबर.
थोडेफार पैसेच लागणार आहे, पण तुमच्या घराची अ, जो शोभा आहे, ती बिघडणार नाही.
नाही, अगदी बरोबर. पण जागेचा विचार आपल्याला खरंच करायला पाहिजे कारण की जो पर्यंत घरात असं मोकळं-मोकळं वाटत नाही ना आपल्याला, तोपर्यंत मग थोडंसं जड जातं, की आता कसे-कसे अ‍ॅडजस्ट करायची आणि काय आहे सामानांची अ‍ॅडजस्ट करू शकतो हो आपण, पण घराची कशी अ‍ॅडजस्टमेंट करणार.
अगदी खरं.
की ह्याच गोष्टीचा विचार घेतला पाहिजे तसं पाहायला गेलं तर. मग अ, नेमकं आता मला एक विचारायचं आहे की कधी असं झालंय का, की बरेच मंडळी आल्या घरी की पार्टी-वार्टी आणि बरेच मंडळी थांबले. मग त्यावेळेस अ‍ॅडजस्टमेंट करायला लागली. तर मग गॅलरीचा वापर झाला का मग किचनचा वापर झाला अशा वेळेस झोपण्यासाठी?
अ, मी तुम्हाला सांगू, माझ्याकडे एकदा ना, अ माझे आईचे कुटुंबाचे लोकं आलेले होते का की आमच्या आईने मोठ्याने सांगितलं, आमचा मुलगा असतो तिथे, तुम्ही जा आणि झोपा तिथे काहीही त्रास नाही. तुम्ही कशाला हॉटेलमध्ये पैसे खर्च करतात. तर माझं असा डोकं फिरलं, म्हणला आई, यार! तू काही पण म्हणते. कोणी येऊ शकतो का? आणि एवढे लोकं कसे थांबणारे? माझे अरे बेटा, जागा होते रे! होते जागा, असं काही नाहीये. तर मी आता ते त्याच्यामधनं 2 आजोबा होते, एक आजी होती. तर त्या वयस्कर ना, वृद्धांना कसं खाली झोपवणार, जमीन जामिनीवर. तर मग मी अ, टेंटहाउसवरून गाद्या मागवल्या म्हणून मी तुम्हाला म्हणल, टेंटहाउसला फोन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडसं सांभाळता येते वस्तूंना आणि प्रक्रिया पण सांभाळता येते. मग ठीक आहे, थोडाफार पैसे लागणार आहे ना.
त्यांना <laughs> मिळालं जा. <chuckles> अगदी बरोबर. नाही. नाही, चांगली गोष्ट आहे ना, की अ, बट थोडेफार पैसे लागतात, पण आपलं वर्षभराचे सामान, आपलं ती जागा वाचते आहे ना.
आणि काय, आजकाल जागा खूप महत्वाची असते. तर मग, मी अ, त्यांच्याकडन मागवलं सामान पेंट हाऊसवरनं आणि जो बाहेरचा एक सोफा होता, जो सोफा कम बेड नाही होत, त्याला मी बाल्कनीमध्ये शिफ्ट केलं. त्याच्यावर मस्तपैकी एक अ, ते अ, स्लीपिंग बॅग टाकला.
<chuckles>
आणि त्याच्यात मी शिरलो, की मला नाही झोपायचं आतमध्ये तुम्ही बेडरूम पण वापरा, तुम्ही इथे पण झोपा. तर मस्तपैकी झोपता आलं सर्वांना की हां ठीक आहे. आणि मग नंतर अ, एक अ, आमचे मावस भाऊ होते. त्यांचा काय माहिती काय डोकं फिरलं. त्यांनी एक गादी घेतली आणि टाकली अ, किचनमध्ये आणि ते किचनमध्ये पंखा लावून झोपले होते. म्हणलं चला भाऊ, ज्याला ज्याला जसं झोपायचंय पण ते झोप लोक झोपले आरामाने आणि ती बाल्कनीचा तर छानच वापर झाला आमचा, की मी म माझा सोफा असतो ना, तो माझा सोफा जास्त तर बाल्कनीमध्ये शिफ्ट होतो आणि जेव्हा मी ते शिफ्ट करतो, तर मी बी मा माझा मी काय ॲडव्हें मतलब असं टूर वगैरे करत राहतो. तर मी स्लीपिंग बॅग माझ्यासोबत असतो. तर मी मस्त स्लीपिंग गा बॅग काढतो आणि त्याच्यामध्ये झोपतो. तर मला सकाळी ती आजी म्हणाली, "हे काय रे, कसं ह्याच्यात घुसून झोपलेला आहे तू असा मस्त मोकळा झोप ना." म्हटलं नाही, मला आवडतो त्याच्यामध्ये मला पडण्याची भीती नसते, की सोफ्यावरनं धडामकनी पडलं तर झालं. तसं ते थोडंसं ते असतं. तर तिथं बीन बॅगमध्ये ना असं अ, फ्लॅप्स असतात, तर ते मी फ्लॅप त्याच्यामध्ये बांधतो बाल्कनीमध्ये आणि मला ती सवय म्हणून आहे, का की माझ्याकडे पाहुण्यांचं येणं जाणं आहे. आमचे आई-बाबांचे दोघांचे संबंध खूप छान आहेत. ते म्हणतात, अरे, आमचा मुलगा आहे तिथे, तुम्ही जा. तर मला ते सवय झालेली आहे त्याची.
अच्छा. छानच. <laughs> <chuckles> नाही फारच छान पद्धतीनं. अ, जे सगळं एकदम असं व्यवस्थापन झालेलं आहे. घरामध्ये मला का असं वाटतं, आणि. नाही, नाही, नाही. पण मला का असं वाटतं की बाबा, छान पद्धतीनं झालेलं आहे हे सगळं आणि ज्या अर्थाने त्या आज्जीनं विचारलं की बरं झालं की, असं नाही विचारलं की, बाबा कुळ पिशवीत कशाला झोपलाय म्हणून? नक्कीच. फार छान वाटलं मला बोलून ह्या विषयावर, आणि फार अ, मला जे आहे ना, आयडियाज पण भेटल्यात, की कशा पद्धतीनं आपण जे, की खरंच अ, छोट्या-मोठ्या ॲडजस्टमेंटनुसार बराच काही आपल्याला जे आहे, जागा वाचवता येते घरामध्ये. फार छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि पुन्हा बोलायला आवडेल. नक्की पुन्हा भेटूया. धन्यवाद.
<laughs> प्रयत्न सुरू आहेत काही. <laughs> मला पण खूप छान वाटलं. अगदी पुन्हा बोलायला आवडेल. धन्यवाद.